अच्छा आणि खूपदा बघा ना, लहान मुलं असतात घरी, त्यांना आपण कुरकुरे देतो, चॉकलेट देतो, त्याला रॅपर पण प्लास्टिकचं असतं आणि हे प्लास्टिकचं कसं आहे बघा, आपण वापर सर्रासपणे करतो बट त्याचं, एक्चुअलमध्ये कंपोस्ट म्हणजे नाही का, कंपोस्ट नाही म्हणता येणार. त्याचं हे कसं करायचं?
हो. विघटन विघटन करायला खूप वर्ष लागतात ते पण आहे. नाही त्यासाठी तर शक्यतो आता काय लहान मुलं तर ऐकत नाही तर तेवढं ते प्लॅस्टिक येतं. पण अ, शक्यतो आम्ही टाळत असतो. त्यांना पॅकेटचं फूड देण्यापेक्षा जे आता आपल्याकडे फरसाणची वगैरे दुकानं असतात. शक्यतो मुलांना वेफर्स वगैरे किंवा ते असे अ, च चकली टाईप असतात आयटम्स चिप्स वगैरे ते खूप आवडतात. मग तिथून आम्ही ते पेपर्स बॅगमध्ये वगैरे आणतो जेणेकरून प्लास्टिक पण कमी हाताळण्यात येईल आणि काय होतं सर अ, आपण फ एखादा कार्यक्रम वगैरे असला तरी आपण ते प्लॅस्टिकच्या प्लेटा वापरतो. आमच्या इथे एकदा असंच झालं होतं. अ, घरात एक अ, फंक्शन ठेवला होता आणि एवढे 200-1 लोकं बोलावले. तर एवढं नाही का आपल्याला कसं काय मॅनेज करणार? तर आणले प्लॅस्टिकचे पेपर वगैरे आणि त्याच्या जो कचरा झाला तो फेकायचा कुठे आहे? तो सगळ्यात मोठा प्रश्न.
हां. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे बापरे!
म्हणजे ते एक आहे. तर त्यानंतर काय केलं मग मी घरा घरात आमची चर्चा झाली की नाही का हा आपण आता खाऊ घातलं लोकांना आता ते आपलं काम वा सोप्पं झालं उलट. पण ते कु त्याला व हे कुठं करायचं, त्याला टा टाकायचं कुठं? आणि कचरावाले पण एवढे घेत नाही प्लास्टिक वगैरे कारण की त्यांना पण पुढे दंड वगैरे भरावा लागतो ना.
मग? हं, हं. हं. काय बोलता असे पण नियम आहे का आता?
हो, आमच्या इथे आहे तसं, थर्मोकॉल वगैरे घेत नाही ते.
अच्छा, अच्छा. हो, थर्मोकोलवर तर मध्यंतरी बंदी पण आलेली आहे ना?
आणि नारळ पण असतो ना, ना बंदी पण आली आहे. ते घेतच नाही. ते म्हणतात की, "एवढा कचरा आम्ही घेऊन नाही जाणार आम्हाला एक लिमिट आहे. म्हणजे जे आपले 2 डस्टबिन असतात ना, ओल्या कचऱ्याची आणि सुक्या कचऱ्याची, तेवढीच ती घेऊन जातात. जास्त कचरा अ असेल तर तुम्ही पैसे द्या वगैरे असं करतात ते. तर आता त्याच्यावर काय करायचं? तर आम्ही नेक्स्ट टाईम काय केलं, त्यासाठी आम्ही अ, अ, स्टीलच्या प्लेटा असतात ना केटरिंग अ, मंगल केंद्र वगैरे असतात. त्यांच्याकडून त्या रेंटवरून आणल्या आणि त्यात लोकांना जेवायला वगैरे दिलं. थोडासा झालं पैसा खर्च पण ते कचरा कुठे टाकायचा? प्लॅस्टिक कुठे टाकायचा? तो एक प्रश्न तर गेला निघून. म्हणजे शक्यतो आम्ही फंक्शनमध्ये आता स्टीलच्या प्लेटाच वापरतो. स्टीलच्या प्लेटाच वापरतो. स्टीलचे चमचे, स्टीलचे ग्लास. म्हणजे हां, खूप छान आयडिया आहे ही.
अच्छा. हं, हं. हं. अरे बापरे! हं, हं. गेला निघून. अरे वाह! वाह! हे खूप छान आहे. म्हणजे यामध्ये होतं काय माहिती आहे का? एक जेवणाची जी एक हे आहे कार्यवाही, ती पण होती आणि प्लास्टिकचा कुठेतरी वापरही कमी होतो. खूप छान उपक्रम आहे हा. आणखी काय करता हो तुम्ही?
आणि आणखी काय होतं माहिती का? आपण आता तुम्हाला सांगितलंच मी, असं तर नाही आहे की आपल्या घरात प्लास्टिक येणारच नाही. आता कारण की सगळ्याच गोष्टीला प्लास्टिक हे वापरलं जातं. मग अ, छोटे-छोटे पॅकट असतात ना, ते घेण्यापेक्षा मी मोठं पॅकेट घ्यायला रेफर करते. म्हणजे जेणेकरून जास्त प्रमाणात प्लास्टिक वाढणार नाही.
हं. अरे वाह, वाह! हं, हं, हं, हं.